हं, हां. म्हणजे हं, हं, हं.
पण आता कसं आहे की हां. पण आता कसं आहे की आता आपण जी गाणी बघतो की ज्या गाण्यांना अर्थ वगैरे आहे ते अशी पण गाणी आहेत. पण बरीच गाणं अशी आहेत की आता आपण वैश्विक पातळीवर सोशल मीडियाचा वगैरे वापर करतो. त्याच्यामुळे कसं होतं की जी गाणी अ, बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा फार फेमस आहेत आणि त्या ठिकाणी जास्त अर्थाला महत्त्व दिलं जात नाही. तर आ त्यांचं जे काही ट्यून असेल किंवा मागची जी बॅकग्राऊंडची जी काही वाद्य असतील, त्यांना जास्त महत्त्व दिलं जातं. पण त्या गाण्यांचं म्हणजे अ, अर्थ वगैरे अतिशय खराब किंवा घाणेरडा आहे. मग अशी गाणं कुठेतरी लोकांची म्हणजे आवड त्यांच्या प्रती वाढत चालली की माणसं त्यांच्या भावना समजून घेत नाहीत की ते गाण्यामध्ये काय बोलताहेत. पण तरीही ती गाणी एक वैश्विक पातळीवर ट्रेंडला आहेत म्हणून ऐकताहेत त्याच्यावर म्हणजे स्वतःची ही करताहेत. मग त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की हे चुकीचं आहे का बरोबर आहे? का प्रत्येकाने आपापली आवड जपली पाहिजे असं वाटतं तुम्हाला?
हं. हं, हं. हं, हं, हं, हं. बरोबर. हं. हं. <chuckles> हं, हं. बरोबर. हं, हं, हं, हं. बघा, मी तुम्हाला काय सांगतो माहिती आहे का, की कधी-कधी काय होतं ना की अ, म्हणजे हा इतका छान प्रश्न विचारला ना तुम्ही आणि खरंच ह्या प्रश्नाची आहे ना गरजच होती. तर मला सांगावसं वाटेल, काय होतं ना की कधी-कधी काय होतं, आपण आहे ना एखादा एन्जॉयमेंट हे ना, एन्जॉयमेंटच्या जेव्हा आपण त्या मूडमध्ये असतो, त्या मूडमध्ये आहे ना काय होतं माहिती आहे का, की त्या मूडमध्ये आपली इन्व्हॉल्वमेंट एकदम 100% असते. डान्स वगैरे करताना, तर काय होतात ना ही गाणी वाजत राहतात. तर मग आपलं त्या शब्दांकडे लक्षच जात नाही. त्या म्युझिकला आपण एन्जॉय करतो. मग हां, जर अम तुम आता आपण असं बसलोय बघा तुम्ही आणि मी असं बसलोय, तर आपण शांत मनाने जेव्हा ते शब्द ऐकायला गेलो ना, तेव्हा आपल्याला समजतं की हे चुकीचं आहे. की अ, म्हणजे आता काही रॅप असे पण आहेत ना की ना बोलता-बोलता शिव्या देऊन टाकतात ते लोक आणि आपल्याला कळतही नाही. रॅपमध्ये असं होतं. आता आता बॉलिवूडचे पण गाणे जर घेतलं तर बघा एखादं गाणं जर मला तुम्हाला सांगायचं झालं की तेरा प्यार, प्यार, प्यार तेरा प्यार, प्यार, प्यार हुक्का मार. आता याचा काय अर्थ लागतो? म्हणजे हे काय आहे? याचा काही मीनिंग नाही बसत आहे. पण ते म्युझिकमध्ये हे सगळे गाणे कसं आहे ना अ, लोक ना चालून घेतात हे. अ, तर मग हे आहे म्हणजे काय माहिती आहे का की बघा की अ, अ, म्युझिक आहे ना असं नाहीये की आधी पण अ, शब्द जर तुम्ही शब्दांवर लक्ष दिलं ना, तर आधीचे पण काही-काही गाणी होते ना की ज्याचे अर्थ जर बघायला गेलो ना, ते वेगळे निघतात. पण जर वेगळ्या अर्थाने बघितलं तर ते वेगळं निघणार. आणि आता असे आहे की ते थोडं मॉडर्न झालंय असं समजू शकतो.
हं. हां. <chuckles> हां, नक्की. हां. हां. नक्कीच. हां. बरोबर आहे की. हां. बरोबर आहे. बरोबर आहे की. हो, नक्कीच. हां. <chuckles> द्या बरं एखादं उदाहरण. हां. हं, बरोबर आहे. हं, हं. हां. खरं आहे. हां. बरोबर आहे. <chuckles> बरोबर आहे.